क्या बात है! अ, मला सांगा ना की आता जसं की आपण छोट्या आरोग्य बदलांबद्दल बोलतोय, तर मग अ, काही-काही लोक असतात आपला आहारही बदलतात, जेवणाची पद्धत चेंज करतात, गोड थोडं कमी करतात, काही लोक वॉक करतात, काही लोक जिम वगैरे करतात. मग आणखीन अशा बऱ्याच काही पद्धती असतात, जेणेकरून ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये खूप बदल घडवतात. तर मग तुमच्याकडेही अशा आणखीन काही तुम्ही टिप्स देऊ शकतात की आणखीन काय-काय करू शकतो आपण, जेणेकरून आपल्या आरोग्याचा फायदा होऊ शकतो आणि आपल्या आयुष्यामध्ये छान एक बदल घडू शकतो.
हं, हं. हं, हं. हां, हां. हो, हो. हं. मला असं वाटत की म्हणजे मी जनरल सांगेल. बाकी सगळं कसं आहे प्रत्येकाची अ, म्हणजे म्हणतो ना अ, शरीराचं हे कसं असतं, काय असतं, तर ज्याने-त्याने मला असं वाटत तसं ठरवावं कारण रुटीनही वेगळं असतं, प्रत्येकाच्या घरच्या खाण्याच्या सवयी पद्धती. तर जनरलमध्ये मी काय सांगेल माहिती आहे का ज्याने ॲक्चुअल सगळ्यांनाच त्रास होतो, ते म्हणजे बाहेरचं खाणं.
हं, हं. वेगवेगळं. हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. हो, अगदी बरोबर. खरंच.
कारण अ, अ, ते ना असं खूप अ, हे झालेलं आहे आणि त्याच्या सोबत काय असतं माहिती आहे का की जेव्हा स्नॅक्स खायची वेळ असते ना पण आपल्याला बघा अशी केव्हातरी छोट भूक लागते असं वाटतं थोडंसं काहीतरी खावं. तेव्हा आपण बघा अ, पॅकेट्सचंच खातो चिप्स, चिवडा म्हणजे अ, काय म्हणतात बाकरवडी. आणि अ, असं म्हणतात की अ, काय अ, डायट चिवडा आहे वगैरे असं <sucks teeth> अ, असं असं नाव पण दिलेलं असतं अ, त्याच्या हां. ते बटाट्याचं आहे तर हे हेल्थी आहे, हे केळ्याचं आहे, तर हे हेल्थी आहे, असं सगळी नावं दिलेली असतात. पण ते सुद्धा अनहेल्थी असतं आणि त्याच्यातलं सॉल्ट आणि मला वाटतं शुगरही असते आणि टिकवण्यासाठी जे केमिकल्स असतात हां. हां, ते सगळेच्या सगळे अ, स्नॅक्स असू द्या किंवा मग तुम्ही अ, सकाळी किंवा कधीही असं समजा दुपारचं पण टिफिन नसेल नेला किंवा नाही आवडत, तर मग लंचचं पण कधी-कधी बाहेर खातात. असं होतं. पण मग हां. तर मला असं वाटतं ह्या ज्या सवयी आहेत ना, छोट्या-छोट्या. त्या थोड्या बदलल्या पाहिजे आणि अजून एक सवय असते की चहासोबत ते बिस्किट खायचं. मैद्याचं. <chuckles> हां. म्हणजे अ, कसं ह्या खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण शरीरामध्ये त्या जमा होत जातात.
हं. हं, हं. हं, हं, हं. हां, हां. बरोबर. हां. हो, हो, हो, हो, हो. हं. <chuckles> दिलं असतं. हो, हो, दिलेलं असतं. हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हं. शुगर खूप असतं. केमिकल्स, येस, येस, येस. हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हो ना. बऱ्याचदा, बऱ्याचदा होतं. हं, हं. हं, हं. हं. <chuckles> प्रत्तेक खूप, खूप लोकांना असते, हो, हो. हं. हं, हं.